अशा अ, त्या द्विधा मनस्थितीत होतं अ, काय करावं आणि खरं बघितलं तर ती अ, अ, स्टेज अशी होती की ती रिस्कच होती. एक तर अ
बरं. हां, म्हणजे ओके. हो ना, म्हणजे वडिलांचं ऐकायचं आहे की स्वतःचा छंद जोपासायचा आहे. अ, तर हा निर्णय घेणं जरा असं तर जोख जोखमीचं काम होतं तुमच्यासाठी बरं.
ही स्वतःचा छंद जोपासायचा. अ, हो, हो. रिस्क होती. जोखमीचं काम होतं. आणि त्यातल्या त्यात जर मी नोकरी सोडून एक व्यवसाय सुरू करतो आहे. अ, आमच्या म्हणजे आधीच्या पिढीमध्ये कुणीच असं व्यावसायिक असा कोणीच नाही केलेला व्यवसाय. सगळेजणं नोकरी वर्गातलेच होते. म्हणजे आजोबांपासून वडील, काका, मामा सगळेजणं नोकरी करणारे नोकरदार वर्ग. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की याने कुठेतरी छान नोकरी करावी आणि अ, त्यांचंही बरोबरच होतं. त्यांचा तो दृष्टिकोन होता. पण मला सगळ्या ह्या गोष्टी खुणावत होत्या की, "नाही तू तिकडे जाऊ नको. तू इकडे हे कर. हे जरा बरं राहील." तर अ, असं खूप म मी कधी अ, मोटिव्हेट होण्याचा खूप प्रयत्न केला की आपण काय करूयात. कधी नदीच्या किनारी जाऊन बसणं, कधी गाणी ऐकणं. असं, असं खूप प्रकार चालला होता. मित्रांबरोबर ते डिस्कस करणं. पण मित्र कसं आपल्या "हो" ला "हो" च करणारी होती. त्यामुळे मग एक
हो ना. हो. हो. अच्छा सगळं नोकरदार लोकं. अच्छा. हं. अगदीच. हो ना. हां. बरं. हां. <chuckles> हां. अच्छा. हां. हो ना, अगदीच, अगदी त्यांच्याकडून निर्णयाची अपेक्षा नसते आपल्याला कसलीच हो.
अपेक्षा नसते. पण एक त्यांचा बॅकअप असं असं वाटत नाही की हां, आपल्याबरोबर आपल्यासारखं बोलणारं कोणतरी आहे असं वाटत असतं.
हो, ते भावनिक बॅकअप असतो म्हणता येईल आपल्याला ते हो ना, पण जोखीम जी घ्यायची आहे, ती आपल्या बळावरती घ्यायची असते हो, हो, हो.
भावनिक बॅकअप असतं. करेक्ट-करेक्ट. ती आपल्यालाच घ्यायची आहे हं, अ, तर मग अ, हो नाही हो नाही करता-करता अ, जी रिस्क घ्यायची होती, मोठी रिस्क ती म्हणजे आयुष्याचीच रिस्क होती ती. तर मी घेतली की नोकरी नाही करणार, मी व्यवसायाच करणार. मग मी
हां. अच्छा म्हणजे नोकरी न करता स्वतःचा छंद असलेला व्यवसाय करायचा. ही जोखीम तुम्ही तुमच्या आयुष्यातली पहिली आणि मोठी जोखीम घेतली. वाह! हां,
व्यव व्यवसाय करायचा. तर स्वीकारली. मोठी जोखीम. म्हणजे खरं तर आयुष्याचाच प्रश्न होता. एक तर आर या पार. म्हणजे अ, व्यवसाय चालला तर ठीक आणि ते व्यवसाय असाही नाही ना की तुम्ही एक किराण्याचं दुकान टाकलं किंवा काही छोटं-मोठं दुकान टाकलं की ते दिसतंय ना अ, अ, आपण प्रॉडक्ट आणतोय, ते विकले जात आहे. आपण त्याच्यातला नफा कमवतोय. यात असं काही नव्हतं. म्हणजे ते अ, रोजच्या रूटीनमधला व्यवसाय नाही होता. तो वेगळाच व्यवसाय होता. हटके होता. निर्णय होता. आणि मग बाबा म्हणे, "ठीक आहे, आता तुझा तू निर्णयच घेतला आहेस, तर ठीक आहे. मग तुला काय मदत लागणार असेल, तर मी करतो." पण मी म्हटलं, "ठीक आहे, नाही. सुरुवातीला मी अ, माझे सगळे प्रयत्न करतो आणि नाहीच काही झालं, तर मग अ, तुम्ही आहातच तेव्हा बघूयात." ते म्हणे, "ठीक आहे." अशाप्रकारे मग ती एक रिस्क घेतली आणि मग माझा तो प्रवास तिथून सुरू झाला.
हो, खरंच ना हो. बरोबर आहे. हो ना, हो ना, हो. हो, हो. अगदीच, थोडंस हटके असा काहीतरी हा निर्णय होता तुमचा हं. बरं. अच्छा हो ना.

वाह! सुंदर. म्हणजे अ, जे पारंपरिक पद्धतीनं चालत आलेलं आहे कुटुंबाची परंपरा, नोकरी करण्याची, ती तुम्ही कुठेतरी थांबवलीत आणि स्वतःचा छंद असलेला व्यवसाय करण्याची जोखीम तुम्ही घेतलीत. ही जोखीम तुम्ही जेव्हा घेत होते, तेव्हा अ, हा निर्णय घेताना, कशा पद्धतीची भीती वाटायची तुम्हाला? म्हणजे काही वाटलीच असणार स्वाभाविक आहे. कारण प्रवाहाच्या थोडंसं वेगळ्या बाजूनं तुम्ही वाहणार होता, मग कशा पद्धतीच्या भावना होत्या?
हां. नोकरी करण्याची. हो. अगदी बरोबर. हो. वेगळ्या बाजूने. हो. तर अ, खरं सांगू का असं तो पोटात आहे ना, गोळाच यायचा ओ. <chuckles> अशी एवढी भीतीच वाटायची, म्हणजे अ, आणि म्हणजे भीती या गोष्टीची होती की हे लोकं जे अ, म्हणतात ना, "अरे, हे आपलं काम आहे का व्यवसाय करणं? आणि त्यातल्या त्यात ज जे आपल्याला कळत नाही, काही नाही, काही नाही त्याच्यामध्ये काय उतरायचं? कशाला उगाच असले पाहिजे? कशाला तुला भिकेचे डोहाळे लागले?" असे शब्द होते त्यांचे. खास करून हो, मामा वगैरे असतात ना, मामा, काका. म्हणजे वडिलांपेक्षा बाकीचेच लोकं ते जास्त हे करणार होते. "अरे, कशाला तुला हवेत हे सगळे धंदे? तू नको करू, हे काही बरोबर नाही." पण अ, मी थोडासा निर्णय घेतलेलाच होता. आणि ते एक असतं ना, एक आपल्या इगोवरती लागलेली असते नाही का, ती गोष्ट. "हा करू शकत नाही." वगैरे, वगैरे.
अरे बापरे! <chuckles> हो ना. हो. हो. हो. अगदीच. हो. बरोबर, बरोबर. अरे बापरे! असे पण? अच्छा. हां. हां. हां. बरोबर. हो. आता मी हे करूनच दाखवणार अशी एक अ, म्हणजे त्यांनी जिद्द जिद्दीवरती तुम्ही ठाम होते. वाह! छान. पुढे?
मग हां, हां. एक तरी होती. पण तरी हो. मग ते असं होतं ना, अ, अब बोल दिया पाटनर तो देख लेंगे. असं <chuckles> एक मनातल्या मनात स्व स्वतःच हे करायचं. अ, तर मग पण भीती खूप वाटत होती बरं का खरं सांगतो. खूप भीती वाटायची की "नाही झालं तर तर काय करायचं? कुठून आणायचं?" मग त्यावेळी ना मला अ, जी माझी खरंच मित्र होती ना, ती कामाला आली म्हणजे एकांकिके वगैरे मध्ये काम करणारी. आमचा ,आम्हाला दिग्दर्शन करणारे सर होते. मी त्यांना असं सगळं सांगितलं की "सर, मी असं-असं करतोय." ते म्हणाले, "ठीक आहे. जेव्हा पण तुला माझी काही मदत लागेल तर मला सांग, मी तुला नक्की करेल." मग पहिलं क्लायंट सुद्धा मला त्या सरांनी आणि माझे मित्र-मंडळी त्यांनी मिळून एक संस्थेशी माझी ओळख करून दिली. त्या संस्थेला डॉक्युमेंटरीज बनवायच्या होत्या. आणि मग तोच माझा खरं तर फोर्टे पण झाला की मी डॉक्युमेंटर म्हणून आज नावारूपाला आहे. की डॉक्युमेंटरी मी खूप जास्त करतो. तर अ,
<chuckles> अच्छा. हां. हो ना. हो. स्वाभाविक आहे. हो. हां. हो. वाह! हां. हां, हां. हां. हां. अरे वाह! छान. अरे वाह! छान. वाह, वाह! छान. किती छान. हां.